अ, हो. नक्कीच. अ, बघा ज्यावेळेला माझ्याकडे माझा अ, स्मार्ट फोन जो म्हणतो आपण Android फोन आलेला. तर अ, त्यातच स्क्रीनशॉट निघायचे, कारण, की साध्या फोनमध्ये निघत नव्हते <sniffs> आणि हो तर त्यामध्ये ना आपल्याला जीमेल असतो आपल्याला, तो टाकायचा होता. तर माझं कसं आहे ना थोडंसं, की मला पासवर्ड वगैरे लक्षात राहत नाही आणि त्यावेळेला मग अ, मला माझ्या हसबँडनी सांगितलेलं, की "हे बघ हे असे बटन दाबले ना की याचा स्क्रीनशॉट निघतो. तर तू आहे ना असं करत जा म्हणजे तुझ्या लक्षात राहील पुढे जाऊन तुझा गोंधळ उडणार नाही." मग तेव्हापासून माझा जी-जी गोष्ट माझ्या लक्षात राहत नाही, त्या-त्या गोष्टी सगळ्या मी स्क्रीनशॉट काढून ठेवते आणि नंतर कुठेतरी मग ते एक वहित वगैरे लिहून ठेवते. <sniffs> मग असं ते स्क्रीनशॉट बद्दल माझं सगळं ते तयारच झालंय एक.
हो, हो, हो. हां, हां, हां. हां, हां, हां. हो, हो, हो. बरोबर. <chuckles> अरे वाह! हो, बरोबर आहे. तर मला एक सांगा की म्हणजे आपण हे फार हलक्यात घेतो असं वाटतं. तर मग तुम्हाला काय वाटतं याबद्दल, की तुम्ही ते गोष्ट फार हलक्यात घेता, की तुम्हाला ते पाठवून योग्य वाटतं का, वाईट वाटतं असं काही?

बरोबर, बरोबर. खूपच छान. तर मला एक सांगा की कायदेशीर अडचणींना धोका किती आहे बरं म्हणजे या बाबतीत? म्हणजे आपण म्हणतो ना की कधी-कधी मानहानी किंवा मग चुकीची माहिती पसरवण्याचा म्हणजे प्रश्न कधी निर्माण होतो ना? तर मग काय धोका पत्करला किंवा काय धोका आहे यामध्ये?
हो. हो, हो, हो. बघा आता कसं असतंय ना की आपल्या बाबतीची माहिती आपण पाठवू शकतो समोरच्याला, ज्यावेळेला समोरचा आपल्याकडून मागतोय. पण सपोज आपल्याकडून चुकीने अ, आपल्या मैत्रिणीची किंवा घरातल्या व्यक्तींची माहिती अशी स्क्रीनशॉटने शेअर केल्या गेली किंवा कोणत्याही पद्धतीने शेअर केल्या गेली, तर त्या ठिकाणी ती मानहानी मानली जाते ना. चुकून का असेना, पण मग ती जर शेअर केलीये तुम्ही पर्सनल डाटा जो आपण म्हणतो, तर त्या गोष्टीचा प्रॉब्लेम आपल्याला होऊ शकतो असं मला वाटतं. हो.
हां, हां. हो, हो, बरोबर. हो, हो, हो. अच्छा. तर मला एक सांगा म्हणजे जर कुणीतरी तुमचा स्क्रीनशॉट परवानगीशिवाय शेअर केला, तर पहिली तुमची प्रतिक्रिया काय असावी बरं?